तेच. काही-काही वेळा म्हणजे म्हणतो ना की बंद खोलीपेक्षा ना असं खुल्या वातावरणात जायला पाहिजे, तिथून चार गोष्टी नवीन शिकायला भेटतात आणि आपल्या विचारांचं पण एक म्हणतो ना फिल्टर लागतं त्यांना ते <laughs> हो, त्याच्यातलं सगळं जे काही टॉक्सिक मटेरिअल असतं तेच बाजूला होतं. <laughs>
हं, हं. खुल्या वातावरणातला जायला पाहिजे. बरोबर. फिल्टर लागतं, तेच तर. <chuckles> ते बा बाजूला होते. आपल्या खूप मोठ्या धारणा पण आपण बनवून ठेवल्या असतात, की असं-असं आहे, ते तसं-तसं आहे. पण तिथं बघतो की अरे हे तर किती सोप्पं आहे हे, आपण खूप अवघड करून ठेवतो त्या गोष्टीला. हां.
हो. अगदी. सोप्पं आहे. हो, किती आपण कठीण करतो ती गोष्ट हो, अगदी खरं आहे. मग ते अ, तुमचे जे काही अनुभव आलेत त्याच्यात तुम्हाला काही असं म्हणजे आहे का, की अ, एकटा बसल्याचा अनुभव आणि 2-4 जणांसोबत किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर बसलेला अनुभव याच्यात काही फरक वाटला होता तुम्हाला असं काही? की म्हणजे त्या व्यक्ती बरोबर असताना तुम्ही काय विचार केलेला किंवा काय कसं वाटलेलं आणि एकट्याच असतात ना, तर ते तुम्ही सांगितलंच एकट्या असतात ना, पण मग तो काय फरक होता?
हां, हां. हं. हं, हं. हां. हां, हां.